हं, हं.
आणि दांड्या गुल.
अरे, बापरे! मग नेमकं ते दांड्यामध्ये काय करायचे तुम्ही, म्हणजे जास्त वेळ दिवस जायचे नाही का कॉलेजला का फिरायचे, मज्जा करायचे, काय करायचे?
4 पैकी. हो. मग बंक मारायला सुरुवात केली.
हां, हां.
ते मुंबईमध्ये असल्यामुळे, मुंबई 24 तास चालू असते बघा.
हं, हं. हो, हो.
मग अ, तिथे एक सी फेस अ, आहे म्हणजे, 2-3 अ, शहराच्या समुद्रकिनारी त्यांनी ते असं छान असं बांधलंय आणि तिथे तुम्ही सकाळी जा, रात्री जा. पण जर तुम्ही, रात्री गेलात तर त्या पूर्ण भागाला त्यांनी क्वीन्स नेकलेस असं नाव दिलं. म्हणजे तुम्ही वरून जर एखादा ड्रोन शॉट घेतला ना
हं, हं. हं, हं. हो. <laughs> हं. अच्छा. हं, हं. तर तसं दिसेल ते.
तर तुम्हाला असं वाटतं हां. तर तुम्हाला असं वाटतं की एखाद्या राणीने गळ्यात असा छान ज्याला खडे असतात ना, तसा हार घातला.
हार घेतला. खूप सुंदर.
म्हणून म्हणून त्याचं नाव आहे क्वीन नेकलेस.
हो, हो. तर म्हणजे मग नंतर काय झालं का? तुमचं अपयशाचा कोणता म्हणजे अपयश पुढं काय आहे नेमकं त्याच्याबद्दल? हं.
आणि मग ते जेव्हा मी बघितलं, तो रिझल्ट माझ्या हातात आला.
आ, हां. हं, हं.
तर मला काही सुचायचं बंद झालं, की अरे आपण आणि म्हणतात ना की स्वतःहून अभ्यास न करता, हा परिणाम आलेला, की
हं, हं. म्हणजे तुम्ही बंक मारला किंवा जास्त ते क्वीन क्वीनच्या तिथं काय? क्वीन नेकलेस.
हं, हं. क्वीन
<chuckles> तिथं जाऊन बसायचे किंवा हो, हो. <laughs> अरे वाह!
म्हणजे ते समुद्रकिनारी हां, समुद्रकिनारी मी मैत्रिणींना घेऊन फिरायला जायचं, गप्पा मारायच्या.
आणि मग घेप अपयश भेटलं, इकडं आपल्याला परीक्षामध्ये त्याच्यामुळं. मग पुढचं काय झालं नेमकं?
हं, हं. सगळ्याच मैत्रिणींना तसं नाहीये ना. काही खूप स्मार्ट असतात, की हां, ठीक आहे. जायचं फिरायला, पण बाकी सगळ्यांनी त्यांचा अभ्यास व्यवस्थित केला. आणि मी एकटी नापास, बाकी सगळ्या पास.
हो, हो. <chuckles> अगदी, अगदी. तुम्ही नापास झाल्या. मला वाटलं कमी मार्क पडलेत.
हो. नाही नापा
<laughs> अरे! खूप वाईट झालं.
गटांगळ्या खाल्ल्या, दांड्या गुल.
<chuckles>
आणि मग त्या मैत्रिणींनी अक्षरशः म्हणतात ना, की मला इग्नोर वर टाकलं.
हं, हं. का बरं नापास झाल्यामुळं मैत्रिणींचा अन् याचा काही उद्देश, इग्नोर करण्यासाठी?
हां, हां, कारण मी जसं म्हणाले ना तुम्हाला की ती एक उच्चभ्रू आणि एक वेगळीच अ, तिकडे अशी म्हणतात, एक वलय आहे.
हं, हं. टेंडन्सी. हं, हं.
मग अ, नापास होणाऱ्या मैत्रिणीला त्यांच्यामध्ये शामिल करणं, कदाचित त्यांना थोडं कमी पणाचं वाटलं.
अवघड म्हणजे कमीपणाचं वाटतं बरोबर, बरोबर.